तर प्रत्येक महिन्यातली संकष्टी तर अ, असे बरेच सण, मग अ, कुळधर्म, कुळाचार आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी सुट्टी घ्यावी, अशी एक अपेक्षा असायची. मग घरामध्ये छोट्या-छोट्या पूजा आणि त्यालाही मी सुट्टी घ्यावी, तर हे महत्त्वाचं आहे ना आता आणि इथे महत्त्व दिलं गेलं पाहिजे ना आता. पण हे समजायचंच नाही, की नोकरीच्या ठिकाणी मी हे सांगू नाही शकत की माझ्या घरी संकष्टी आहे आणि मला सुट्टी पाहिजे, प्रत्येक महिन्याला कोण सुट्टी देईल, अशी?
हं, हं. अरे बाप रे! हां, हां. हां. नक्कीच, नक्कीच. <chuckles> हो, हो, ते तर म्हणजे खूप अवघड जातं ते. हो.
तर मग हे त्यांना समजायला वेळ लागला, अर्थातच.
नक्कीच. हं, हं, नक्कीच, म्हणजे आता
पण खूप प्रेमाने घ्यावं लागलं, म्हणजे सगळ्या गोष्टी.
हो, हो. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही कसं, खूप साऱ्या मला मला वाटतं, की या तर छोट्या-छोट्या अपेक्षा आहेत. म्हणजे कोणी असं ॲडजस्ट करू शकतो या गोष्टींशी, जेव्हा आपण कामावर वगैरे जातो, तर.
हो. हो, हो, हो अगदी सहज, सहज, सहज.
नक्कीच, म्हणजे आता पूजा वगैरे तर मला खरं पर्सनली सांगू तर जॉइंट फॅमिली आवडते. पण काही गोष्टी असतात, ज्या प्रोज आणि कॉन्स येतातच ना, की चांगले असतात आणि बिलकुल तर मला तसं वाटतं, की यार कुठं ना कुठं, नक्की जॉइंट फॅमिली मध्ये राहाव, पण अशा गोष्टींमुळे कधी-कधी वाटतं, की यार नको राहू दे. आपलं एकच बरं आहे. आई-वडिलांना घेऊन कुठेतरी राहतो मी. चालते ते माझा काही इश्यू नाही. नक्कीच ते कामाबद्दल तुम्ही सांगितलं, ते खरंच मला वाटतं, छोट्या आहेत त्या खरंच ॲडजस्ट होऊ शकतात. तर कशा तुम्ही असं ते म्हणजे अ, कोणत्या वेजमध्ये काय-काय तुम्ही केलं? कसं-कसं त्यांना हँडल केलं, की यार मला हे करायचंय, म्हणजे मला काम थोडंसं महत्वाचं आहे या काम या अ, दुसऱ्या पूजेपेक्षा, कारण नक्कीच पूजा मनापासून होत असते, असं न म्हण न म्हणता कर केल्यावर ते एवढं चांगलं नाही वाटणार.
2 हो, दोन्ही असतात हो. <laughs> हं. <chuckles> हं. हो.